हां, बरोबर आहे.
तर तुम्हाला असं नाही वाटत का, की जर असं काही वाटत असेल, की शरीर तुम्हाला सांगतय विश्रांती घ्या. किंवा जी भीती अनाथायी भीती आहे, ती जी वाटून येते. तर मग तेव्हा स्वतःवर प्रेशर घेण्यापेक्षा, जर असं स्वतःला पॅम्पर करावं थोडासा थोडासा रिलॅक्स वेळ द्यावा, असं नाही का वाटत तुम्हाला?
हं. हं, हं, हं. हो, हो. हं, हं. हां, हां. हां, हो, बरोबर म्हटले तुम्ही, की स्वतःला जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये एक्झर्शन स्वतःच करून घेऊन काही फायदा नसतो आणि ते मग तुमचं आउटपुट पण आहे ना, ते अ, आउटपुट जे आहे ते काम करणारा व्यक्ती असो जबरदस्ती ज्याच्याकडून करून घेतोय तसा आउटपुट येतो तो. त्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी दिसत नाही, काहीतरी नवीनपणा दिसत नाहीये. हां, तसंच आहे. तर अ
बरोबर. बरोबर. दिसत नाही. सृजनशीलतेला हां, बरोबर. तिथे एकदम टाळं लागतं. होय. मग अशा परिस्थितीत तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय केलंय आजपर्यंत? की असा एखादा क्षण आला आणि तिथे तुम्हाला असं वाटलं की बाबा, नाही आता म्हणजे मला हे जमत आणि मी आता इथून पुढे मला हे करायचं नाहीये. मग तिथे तुम्ही स्पष्टपणे सांगता का, की बाबा हे मला नाही इथे जमणार आहे एवढं परफेक्शननिझम द्यायला, मी ब्रेक घेतोय वगैरे असं समोरच्याला सांगता तुम्ही? का अजून काही करता.
हं, हं. हां, हां, हां, हां. हां, हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां, हां. त्यावेळेस समोरच्याला सांगतो मी, की "बाबा, आपलं जे आहे ना आता काही दिवस आपल्याला याच्यामध्ये ब्रेक द्यावा लागेल, काही वेळ ब्रेक द्यावा लागेल." कारण की स्वतःमधून जोपर्यंत येत नाही, मग ते जबरदस्ती लिहून त्याच्यामध्ये काही फायदा नाही. मी काय करत असतो ना, मी आराम करतो मग. माझं शरीर मला सांगते, की आपण ह्याच्यामध्ये आपल्याला झेपत नाहीये. विचार पण, आपलं मन पण सांगते, आपल्याला हे आपल्या अ, कंट्रोलच्या पलीकडे जात आहे. तर त्यामध्ये काय आहे की स्वतः अ, विश्राम घ्यायचा का कुठे जाऊन फिरून यायचं, तर फिरून यायचा. काही वेळेस, काय आहे की एक मूव्ही बघून घ्यायचा, मूव्ही बघितल्याने पण आपण फ्रेश होतो. काही वेळेस गाणे ऐकतो, याच्या फ्रेशनेस अ, होतो किंवा अ, कुठे मी मॅक्सिमम मी काय करतो ना की कुठे एखादा कल्चरल प्रोग्राम असेल, जसं की एक विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट ठिकाणाचे असे अ, प्रोग्राम होत असतात, तर मी तिथे निघून जातो. 2-3 दिवस मी तिथेच असतो त्यांच्यासोबत फुल एन्जॉय तिथे करतो. आणि त्यामध्ये काय आहे की माझं फ्रेशनेस अ, पुन्हा येऊन जाते आणि ते एक फ्रेशनेस आलं की पुन्हा आपण त्या कामामध्ये अ, लागून जातो असं आहे. <chuckles> असं आहे ते.
हं, हं. बरोब हां, हां, हां. बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर. अरे वाह! बरोबर. रुजू होऊ शकतो. बरोबर. कारण क्रिएटिव्हिटी किंवा आपण जिला सृजनशीलता म्हणतो, ही काही अशी गोष्ट नाही की झाडावर उगली आणि लगेच तोडली. किंवा आम्ही काहीही लिहिलं तरी ते क्रिएटिव्ह समजून लोकांनी घ्यावं, असाही अ, हट्टईस हट्टहास आपला नसतो. खरोखर तुम्ही ज्या ह्या छान अशा टिप्स दिल्या आहेत आणि हा ब्लॉक आल्यावर तो कसा क्रिएटिव्हिटीचा ब्लॉक रिमूव्ह करता येईल किंवा कसा हँडल करावा, हे जे सांगितलंत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. पुन्हा असंच भेटू कधीतरी ह्या गप्पांसकट.
हां. बरोबर, बरोबर. हां. नसतो. <chuckles> हां, हां. हां, हां. बरोबर. धन्य नक्कीच. <chuckles> नक्कीच. धन्यवाद.
धन्यवाद.